वाह! हं.
तर ते एवढे इम्प्रेस झाले आणि त्यांनी मला विचारलं की तू जे हे डेव्हलपमेंट केलेली आहे. हे किती किती दिवस लागले तुला? काय किती महिने लागले? म्हंटलं सर हे अगदी 5 तासात बनवलेला प्रॉडक्ट आहे. याला काय मी अ, जास्त दिवस नाही लावले फक्त 5 तासात मी हा चेंज झालाय, तर त्या दिवशी ते एवढे इम्प्रेस झाले की ती कॉम्पिटिशन आम्ही जिंकलो.
वाह! हां. अच्छा. हां. हं. वाह! हं. हं. सुंदर. वाह वाह! हं. वाह! अभिनंदन त्या. हं हं.
प्रत्येकी मुलाला लाख-लाख रुपये भेटले.
अरे वाह! किती छान. हं, हं.
हो आणि जर तो निर्णय मी घेतला नसता तर कदाचित आम्ही हारलो असतो आणि त्यांना ती प्राइज मनी भेटलीही नसती. त्यानंतर ते मला बोलले की तुझा जो निर्णय होता तो अगदी योग्य होता. आणि मी तो, ते ते मी करण्यास का बर सक्षम झालो कारण की मला हाच कोट लक्षात होता. जो निर्णय आपण घेतलेला आहे तो योग्य असेल हे गरजेचं नाही, पण आपण त्याला योग्य सिद्ध करून दाखवू.
हो. अगदीच, अगदीच. हं. वाह! छान. हं. हां. हं. वा! खूप सुंदर म्हणजे तुम्ही अ, प्रवाहाच्या विरोधात जाऊन निर्णय घेतला आणि तो निर्णय चूक आहे किंवा बरोबर आहे याचा विचार न करता तो निर्णय बरोबर आहे, हे तुम्ही सिद्ध केलं आणि तुमच्या, तुमची जी टीम होती, तुमचा जो गट होता त्या सगळ्यांना बक्षिसं मिळवून दिली. अ, खरंच खूप कौतुकास्पद हे सगळं वाटतंय आणि खूपच छान आहे आणि त्याच्यासाठी तुमचं खूप-खूप अभिनंदन त्याच्यासाठी. पण अ, ज्यावेळेला ही लोकं नाही म्हणत होते, तुमच्या निर्णयाला अपोज करत होते, विरोध करत होते. काय त्याच्यामागची अ, कारणं असावीत की तुमच्या निर्णयाला त्यांनी नापसंत दिली, काय त्यांच्या डोक्यात त्यावेळेला भावना असतील असं तुम्हाला वाटतंय?
हं. हो. धन्यवाद, धन्यवाद. हं, हं, हं.

हां सांगा ना. आवडेल आम्हाला. हं.
की अ, टाटाजींवरती अ, ते त्यांची MARUTI हा ब्रँड म्हणजे त्यांचा जो मोटर्स, TATA मोटर्सचा जो ब्रँड होता. इंडिका जेव्हा त्यांनी लॉन्च केली आणि ते मोठ्या फेल्युअरमध्ये गेलेले होते. तेव्हा ते तो ब्रँड अ, जपानच्या अ, क Fordला विकायला गेले आणि ते हो ते त्यांना विकायला गेले तो ब्रँड आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यावरती उपकार करतोय की तुमचा हा ब्रँड आम्ही विकत घेतोय. नाहीतर तुम्ही हो, अशी भाषा त्यांनी त्यान अ, रतन टाटाजींसमोर वापरली आणि तेव्हा तेव्हा टाटांकडे 1 अ, निर्णय घ्यायचा होता त्यांना तेव्हा, की या समोरच्या व्यक्तींनी जे उपकाराची भाषा आपल्यावरती केलेली आहे. जर आपल्याला आपला जर, आपल्याला कंपनी वाचवायची असेल तर हा ब्रँड विकावा लागेल
हां. हो, हो. वाह! हं. अच्छा. हं. हां. अरे! हं. हो. बरं. हां. हं. बरं. हां, हां.
TATA मोटर्स नाहीतर मग ह्या व्यक्तीला खोटं सिद्ध करून आपल्याला ह्या ब्रँडला मोठं करावा लागेल. हे 2च रस्ते त्यांच्या पुढे होते आणि दुसरा जो रस्ता होता याच्याकडे याच्यासाठी त्यांच्याकडे काही स्ट्रॅटेजी नव्हती. पण त्यांनी अ, ते फक्त 5% शुअर होते की काहीतरी होईल आणि मी काहीतरी फिगर आउट करून घेईल की या ब्रँडला मोठा कसा करायचा आहे. तर मग त्यांनी तेव्हा तो निर्णय घेतला की मला तुला माझी कंपनी विकायची नाहीये.
हो. हां. अच्छा, हां, हां. बरं बरं. हां. हो. हां. बरं हं, वाह! हं, हं, हं. हं.
मी आलो ज जरी विकायला असेल इथं. पण आता मी विकणार नाही. आता मी तुला खोटं सिद्ध करून दाखवेल आणि त्या दिवसा तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. आपल्याला माहिती आहे की TATA मोटर्स किती मोठा ब्रँड झालेला आहे.
हां. हां. अच्छा. वॉव! खूपच मोठा ब्रँड आहे म्हणजे अ, रतनजींच्या तेव्हाच्या त्या 1का धाडसी निर्णयामुळे आज TATA ग्रुप भारतामध्ये एक नंबरला प्रस्थापित झालेला आहे. म्हणजे त्याची तुलना इतर कोणांबरोबरही करणं म्हणजे टाटाजींचा अपमान केलेल्यासारखं आहे. तर मी कोणाशी तुलना करणार नाही. पण ते अद्वितीय आहेत असंच मला नेहमी वाटत राहतं. खरंच खूप सुंदर हो.
हो. हं. नक्कीच, नक्कीच. हो. नक्कीच. हं. आणि आपण जे बोलतो ना, की काळचक्र फिरून येतं. प्रत्येक व्यक्तीवरती काळचक्र फिरून येतं. तसंच कालचक्र फिरून आलं त्या Ford कंपनीच्या मालकावरती. ज्याचे Jaguar आणि Land Rover हे ब्रँड होते आणि तो बँकरप्ट झालेला होता. त्याच्याकडे ती ब्रँड मेंटेन करण्याची ताकद उरलेली नव्हती. पैसा उरलेला नव्हता. तर तेव्हा जेनी तेव्हा तोच ब्रँड त्या अ, रतन टाटांनी त्याच्याकडनं विकत घेतला.
हो, हो. अगदीच, अगदीच. हां. हां. हं. हां. बरं हं. हं.